लूकमध्ये फरक असा पडला की मला तेव्हा सोबर रंगांची म्हणजे नाही का जरा का म्हणजे किंमत कळली मला. तर मला असं वाटलं, की नाही का मूडप्रमाणेसुद्धा रंग असतात, हे मला लक्षात आलं.
हां. अरे बापरे! मग तुम्हाला आता आहे का तुमच्या मूड प्रमाणेचे रंग ठरलेले?
हो, हो. 2 पांढरे शर्ट माझ्या इस्त्री केलेले नेहमी असतात कपाटात. म्हणजे मला कधी जरी वाटलं ना, की माझा मूड खराब आहे. मी छान पांढरा रंग घालतो आणि आणि असे ठरलेले व्हायचं म्हणजे नाही का कुठे पार्टीला जायचं असलं, वीकेंड असलं, तर काळ्या रंग, काळा शर्ट, काळा टी-शर्ट तर सगळं ठेवलंय मी. पण अ, असं मी ठरवतो की नाही का, कुठे जरी जात असलो कारण होतं कसं की आता आपण खूप अ, दिवसभर धक आपल्याला खरेदी करायची आहे, तर आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर फिरायचंच असलं, तर आपण थोडे सुटसुटीत वगैरे कपडे घालतो नाही का म्हणजे चालता येईल आपल्याला वगैरे.
अच्छा, मग ज्या अच्छा, मग तसले वेके ओकेजनसाठी पण वेगळे कपडे आहेत. मी तुम्हाला विचारणारच होती, म्हणजे सगळं ब्लॅक अँड व्हाईट आहे का रंगीत पण मग आहे काही कपडे? <chuckles>
हां, ओके रंग मी जास्त घालत नाही हो, म्हणजे मला स्वतःला म्हणजे नाही का भडक लाल, भडक हिरवा, भगवा असे रंग मी टाळतो. कारण असं नाही का 4-10 लोकांमध्ये उठून दिसायची मला अजिबात हौस नाहीये. <chuckles> म्हणजे अगदी नाही का दुर्बीण लावून कोणी पाहिलं तर आपणच दिसू अशी, म्हणजे. पण मला असं वाटतं की घालावे, ज्यांना आवडतात त्यांनी घालावे, मी असं वाईट म्हणत नाहीये कोणाला.
अच्छा, अच्छा. अच्छा, अं हं, हं. हो, हो. काही जणांना ते खरंच शोभून दिसतं, पण हरकत नाही.
हो, शोभून दिसतं. नाही-नाही, त्यांना घालू द्या. कुठेतरी मला असं वाटतं, की रंग जर खूप म्हणजे कुठेतरी मला नाही पटत असे एवढे म्हणजे
हां. हरकत नाही. मग तो तुमच्या स्वभावालाच असाच अ हां, हरकत नाही. पांढरा आणि काळा आणि वेगळा तुम्हाला म्हणजे पांढरा मूड चांगल्यासाठी आणि
सूट होत नाही. हो. निळा आवडतो, नाही.

हो. तर घड्याळयांची मला खूप आवड आहे. तर तुम्ही खूप मला छान वाटलं तुम्ही घड्याळयांबद्दल विचारलं म्हणजे माझ्याकडे कलेक्शनच आहे. मला खूप आवड आहे घड्याळयांची हो. तर आ,
हम्म. काय बोलता? अंदाजे किती घड्याळे आहेत कलेक्शनमध्ये?
माझ्याकडे 17 तरी आहेत. <chuckles> तर हो, तर माझं म्हणजे कुठे ना कुठेतरी मला वाट आपण पुरुष लोकांना ओ जास्त दागिने वगैरे घालता येत नाही म्हणजे आम्हाला तसं बऱ्याच गोष्टी. हां. हो ना. अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे लोकं बघून विचित्र वाटत ना. आता मी जर 3-4 चेन आणि अंगठ्या वगैरे लोक काय म्हणतील ना हो. कसा कसा माणूस आहे <chuckles> म्हणून तर अ, मला असं वाटतं की एक्सेसरीज अ, स चांगल्या असाव्यात. म्हणजे अगदीच लोकं नाही का फुटपाथवरून वगैरे घेतात ते मी टाळतो. चांगलं 1 घड्याळ ठेवा. 2 ठेवा, 3 ती चांगली घड्याळ ठेवा. हो.
काय बोलताय? सतरा! <chuckles> तेच तुमचे दागिने, घड्याळच दागिने. <chuckles> <laughs> हां. अच्छा. पण चांगले ठेवा. अच्छा. नक्कीच, नक्कीच आणि तुम्ही टाय वगैरे पण वापरता मग?
टाय मी शेवटचा तर इंटरव्ह्यूसाठी कुठल्यातरी घातला असेल. कारण आजकाल टायने पण जेव्हा कुठे नाही का, असे प्रसंग असतात तिथे सूटच घालायला लागतो पूर्ण. तेव्हा मी टाय घालतो.
हां, हां, हां. म्हणजे कोट असेल तरच टाय, नाहीतर असं नुसतच टाय कधी नाही ओके.
कोट असेल तरच टाय हां, नाहीतर असं मी घालत नाही.
आणि हे सोडूनसुद्धा आता तुम्ही तर जीन्स वगैरे म्हणाला कॅज्युअल पण घालतात. पण कधी ट्रेडिशनल वगैरे घालणं झालंय का हो, ऑफिसमध्ये?
हो नक्कीच, ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे असतात. दिवाळीची पूजा असते. बऱ्याच अशा प्रसंगी सांगतात आम्हाला इमेल येतं, की उद्या ट्रेडिशनल डे आहे. मी आवर्जून घालतो. मला खूप आवडतं ट्रेडिशनल घालायला आणि माझ्याकडे खादीच्या कुरत्यांचा खूप मोठा कलेक्शन आहे. मला खादी खूप आवडते. तर मला आणि 4-5 रंग आहेत असे खादीचे कुर्ते आहेत माझ्याकडे, मी आवर्जून घालतो. ते कोल्हापुरी चप्पल घालतो त्याच्याबरोबर आणि छान हो. हो. मग छान असं वाटतं हो, आणि या साध्या गोष्टी आहेत म्हणजे नाही का, असं खूप फ्लॅशी वगैरे वाटत नाहीत, पण छान वाटतातं हो घालायला.
हां. अरे वाह! मस्त! अरे ते तर सहीच दिसलं असेल मग? फुल मस्त एकदम ओरिजिनल मराठी माणूस दिसत असेल <chuckles> तेव्हा. नक्कीच. मस्त वाटतंय म्हणजे विचार करूनच अ, छान वाटलं ते तुम्हाला नक्कीच छान दिसत असेल ते आणि नक्कीच त्याचा एक वेगळा अ, हा असा अ, तुमचा आत्मविश्वास अ, जाणवत असेल, एक वेगळाच अ, तुम्हालाही अ, त्याचा प्रभाव तुमच्यावरतीही जाणवत असेल, विचार डोक्यात म्हणजे आपण म्हणतो ना, एक अ
<chuckles> हो ना. हो ना. नक्कीच. हो, हो, हो. नक्कीच.